आपल्या आयुष्यात आपल्याला यश, अपयश हे कायम येतच राहतं. यश येतं, तर आपण खूप खूश असतो, पण जेव्हा अपयश माणसाला येतं, तेव्हा माणूस कधी-कधी निराश होतो, कधी-कधी हताश होतो. पण कधी-कधी त्या अपयशातून आपल्याला कुठलीतरी नवीन संधीसुद्धा मिळू शकते, तर तुमच्या आयुष्यात असं एखादं अपयश आलं असेल, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का, तेव्हा काय झालं होतं आणि तुम्हाला काय वाटलं त्यावेळेला?
हं. हं. हं, हं. हं. अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. पहा, म्हणतात ना, यशाची पहिली पायरी म्हणजे कुठेतरी अपयश असतं. तर निश्चितच मला वाटतं, ज्यावेळेस माणसाला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं आणि त्या यशाने तो कुठेतरी मोठा होतो, तर अ, त्याला त्या गोष्टीचा फार अ, म्हणतात ना, की कुठेतरी रिस्पेक्ट नसती, आदर नसती. परंतु जो व्यक्ती असा असतो, की जो अपयशातून कुठेतरी यश मिळवतो, तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा कुठेतरी आदर असतो किंवा अभिमान असतो. तर निश्चित मला वाटतंय, की प्रत्येकाच्या जीवनामध्ये अ, क्वचितच लोकांच्या जीवनामध्ये यश असतं, परंतु अ, मला वाटतंय भरपूर साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अगोदर कुठेतरी अपयश असतं, तर माझं देखील तसंच आहे. अ, मलादेखील भरपूर सारे असे अपयश मिळाली, भरपूर
अपयश असतं. हो, बरोबर. एक उदाहरण तुम्ही देऊ शकता का? एक उदाहरण सांगू शकता तुम्ही?
अ, नक्कीच-नक्कीच. अ, पहा, अ, मला असं वाटतं आहे, की मला भरपूर सारे असे अपयश मिळाली. अ, जसं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अपयश असतात. जसं की शैक्षणिक असो, किंवा मग आपल्या जीवनामध्ये असू. तर मला शैक्षणिक अपयश हे फार वेळा मिळालं, कारण अ अ, 10वी 12वी मला वाटतं आहे, की हे अगदी माझं हसत, खेळत आणि आनंदात गेलं. त्यामध्ये मी भरपूर अ, असा हुशार होतो, भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये मी अ, पुढे होतो. परंतु ज्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालं, किंवा मी पदवीधर झालो. त्यानंतर कुठेतरी मी विचार केला, की आता मला स्पर्धा परीक्षा द्यायचा. कुठेतरी आपल्या देशासाठी चांगला अधिकारी व्हायचं. तर नक्कीच मला वाटतं आहे, कुठेतरी त्यानंतर मी त्या अ, फील्डचा म्हणा, किंवा त्या क्षेत्राचा कुठेतरी अभ्यास करू लागलो. तर मला वाटतं आहे, की मी भरपूर सारा असा अभ्यास केला, भरपूर साऱ्या अशा गोष्टी केल्या. चांगले-चांगले कोचिंग क्लास लावले. पुन्हा अ, आई-वडिलांनी मला पैसे देऊन चांगले हॉस्टेल, किंवा इतर साऱ्या सर्व गोष्टी मला पुरविल्या. तरीदेखील मला वाटतं आहे, की कुठेतरी अ, ज्यावेळेस मी एक्झाम दिली, त्यामध्ये अगदी, 2 ते 3 मार्काने अ, माझा तो पेपर गेला. तर मला असं वाटतं आहे, की त्या अ, पेपर माझा अ, गेल्यामुळे, ते एक माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं अपयश होतं. कारण पहा ना, इतकी सारी मेहनत करून, स्वतःच्या जीवाला मारून, अगदी दिवसरात्र अभ्यास करून
हो ना. अरे बापरे! अच्छा. हो ना. <coughs> अरे बापरे! नाही, अगदीच बरोबर. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं यावेळेला, जेव्हा तुम्हाला हे अपयश आलं?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, मला हे ज्यावेळेस हे अपयश आलं. त्यावेळेस मला फार वाईट वाटलं हो, कारण माझ्या मनामध्ये जे म्हणतात ना, विचाराचं जे चक्रीवादळ होतं, ते कुठेतरी धडका देऊ लागलं. आणि त्याचसोबत जे विजेचा कडकडाट होता, तेदेखील होता. तर मला वाटतं आहे, नक्कीच त्यावेळेस मला खूप राग होता. मनामध्ये ईर्षा होती, की मी आता अ, काय करू, किंवा मग भविष्यामध्ये काय होईल. अगदी माझ्या मनामध्ये जी नकारात्मकता आहे ना, ती कुठेतरी भरल्या गेली आणि जी काय माझी सकारात्मकता आहे, ती एकदम कमी झाली. तर मला वाटतं आहे त्यावेळेस माझ्या मनामध्ये असे अ, निगेटिव्ह थॉट्स, किंवा मग आता माझं काय होत नाही, इथेच माझा शेवट झाला. तर मला वाटतं आहे अशा सर्व काही गोष्टी अ, त्यावेळेस मला जाणवल्या आणि पाहायला मिळाल्या.
होतं. <coughs> बरोबर, अगदीच. तर तुम्हाला कधी असं वाटलं का, की अ, आपण निराश झालोय. आता आपल्याला यश नाही मिळालं, तर म्हणजे आपलं आयुष्य इथे संपलं नाहीये. आपल्याला अजून काहीतरी करता येईल. असं वाटलं होतं तुम्हाला कधी?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच पहा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे हां. कारण आजकाल आपण पाहतो, की हल्ली मुलांना वाटतं, की अपयश म्हणजे कुठेतरी आपला शेवटच आहे. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो, अपयश हे आपला कुठेतरी शेवट नाही, अपयश म्हणजे आपल्यासाठी एक सुरुवात आहे. तर मला असं वाट सांगायला आवडते, की ज्याप्रमाणे आपल्याला अपयश येतं, तर अपयशातून आपण अशा नवीन-नवीन गोष्टी शिकू शकतो. नवीन-नवीन मार्ग आपण काढू शकतो आणि त्यातून आपली जी काही आपल्याला नवीन संधी मिळेल, त्या संधीमध्ये त्या गोष्टींचा आपण उपयोग करू शकतो. तर मला असं वाटतं आहे, की अपयश हे आपल्यासाठी एक नवीन संधी निर्माण करतो. नवीन र नवीन रस्ता जो तयार करतो आणि आपल्याला भरपूर सारा असा कॉन्फिडन्स देऊन जातो. आणि आपल्याला जी जिद्द, मेहनत, चिकाटी, या सर्व गोष्टी आपल्याला एक आशीर्वादाच्या रूपात देऊन जातं. तर नक्कीच, मला असं वाटतं आहे, की त्या अपयशानं माझ्यासाठी भरपूर साऱ्या अशा संधी निर्माण केल्या आणि त्या संधीमुळंच मी आ आज जे काही आहे, ते मला वाटतं आहे, की त्या मिळालेल्या अपयशामुळं आहे. तर नक्कीच मला वाटतं आहे, माझ्या जीवनामध्ये मला जे काही चांगलं पद मिळालं, किंवा जे काही मला अ, नोकरी मिळाली, ती माझ्या कुठेतरी अपयश, ह्याचा कुठेतरी फार मोठा वाटा आहे. आणि नक्कीच त्या अपयशाच्या अ, मुळेच मला आज कुठेतरी चांगलं झालं आहे, असं मला वाटतं आहे.
<coughs> अगदी बरोब नक्कीच-नक्कीच. नक्की. नक्कीच. मोठा वाटा आहे, बरोबर. नक्कीच. तर तुम्ही म्हटलं, की तुम्हाला खूप बऱ्याच संधी मिळाल्यात. एखाद्या संधीचं उदाहरण तुम्ही मला देऊ शकता किंवा एखादं अ, म्हणजे नाही का असं आपण म्हणतो, की एक सोनेरी किरण पडतो आकाशातून आपल्यावर, असं काय झालं तुमच्याबरोबर, अशी कुठली संधी मिळाली तुम्हाला?
हं. अ, नक्कीच-नक्कीच. पहा काय झालं, की ज्यावेळेस मला त्या गोष्टीत अपयश मिळालं, मी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होतो. त्यानंतर मला भरपूर साऱ्या अशा गोष्टी अ, हे होत गेल्या. तर मला वाटतंय, की माझ्यामध्ये एक इगो होता कारण मी 10वी असू, 11वी असू, 12वी असू, ग्रॅज्युएशन असू. ह्यामध्ये अतिशय हुशार होतो आणि मला वाटत होतं, की मी दुनियातली कोणतीही परीक्षा असू किंवा मग जगातली, ती इझिली क्रॅक करू शकतो. तर मी काय करायचो, की ज्या छोट्या-छोट्या परीक्षा आहेत ना, कुठेतरी या परीक्षांचा विचारच करत नसायचो. जे काय स्वप्न पहायचो, ते हाय लेव्हलचे पहायचो. तर मला वाटतंय, तो कुठेतरी जो माझा हाय लेव्हल कॉन्फिडन्स होता, ते कुठेतरी या अपयशाने कमी झाला. त्यानंतर मी जास्त मोठे स्वप्न किंवा जास्त अ, गोष्टी पाहायला अ, स हे केलं नाही. अगदी मी छोट्या-छोट्या संधीमध्ये देखील अ, आपल्याला काय करता येईल चांगलं, आपण कशाप्रकारे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींचा फायदा घेऊ, तर मला वाटतं ही एक फार मोठी माझ्या जीवनामध्ये बदल झाला, की मी अगदी अ, म्हणतात ना, की आय-पी-एस, आय-ए-एस अशा परीक्षांचा विचार करण्यापेक्षा अगदी छोट्या-छोट्या पदाच्या ज्या परीक्षा असतात किंवा ज्या अधिकाराच्या, त्या परीक्षांचा विचार करू लागलो. तर मला वाटतंय, की त्यामुळे नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच साऱ्या अशा संधी निर्माण झाल्या आणि मला वाटतंय त्यामुळेच मी कुठेतरी आज अ, चांगल्या पदावर आहे किंवा जो काही चांगला अधिकारी आहे, त्या अपयशामुळेच आहे. जर मला त्यावेळेस ते अपयश मिळालं नसतं, तर मला वाटतंय आयुष्यभर माझ्या मनामध्ये कुठेतरी तो अ, कॉन्फिडन्स हाय लेव्हल राहिला असता, तर मला वाटतंय त्या अपयशाने माझ्यासाठी अशी छान अशी संधी निर्माण केली आणि मी त्या संधीचा भरपूर असा फायदा घेऊन अ, आज यश मिळवले आहे, असं मला वाटतंय.
पास होऊ शकतो. हो. मोठे पर्स. बरोबर. अगदी बरोबर. नक्कीच. नक्कीच. तर आता तुम्हाला अ, तुम्ही म्हटलात की तुम्हाला अपयश आलं आणि तुम्हाला म्हणजे नाही का आधी तुम्ही हताश झाले, निराश झाले. पण नंतर तुम्ही ठरवलं की काहीतरी चांगलं करावं तुम्ही आणि तुम्ही ह्याच्यात यशस्वीसुद्धा झालात. तर अ, ह्याच्याबद्दल अ, फार-फार म्हणजे मी अभिनंदन देऊ इच्छितो तुम्हाला, पण असं हा जो पूर्ण अनुभव होता तुमचा, आता फारच मोठा अनुभव आपल्याला म्हणता येईल तुमच्या आयुष्यातला?
नक्कीच. <chuckles> नक्की.
तर ह्याच्यातनं तुम्हाला कुठली शिकवण अशी वेग वेगळी मिळाली का, आता तुम्ही सांगितलं मला, की तुम्ही प्रयत्न केले, कष्ट केले, पण कुठे ना कुठे एक अशी एक छान समज किंवा शिकवण मिळाली तुम्हाला जी तुम्ही पुढच्या आयुष्यातसुद्धा उपयोगी आणलीत?
हं. अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला वाटतंय की अपयश हे कुठेतरी शेवट नसतंय. अपयश ही म्हणजे कुठेतरी एक सुरुवात असते. तर नक्कीच मला वाटतंय, त्या अपयशाने भरपूर सारे असे मला धडे शिकवले, भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकवल्या. जसं की त्या मला अपयशामुळं जो काही माझा हाय लेव्हल कॉन्फिडन्स होता, मी ज्यावेळेस ढगामध्ये उडत होतो, तर मला वाटतंय, त्या अपयशाने मला जमिनीवर आणलं आणि जमिनीवर चालायला शिकवलं. तर मला वाटतंय हा एक फार मोठा अ, मोठा माझ्या जीवनामध्ये बदल झाला आणि सेकंड म्हणजे माझ्या जीवनामधील दुसरा बदल म्हणजे अ, मी
हो ना. नक्कीच. नाही, एकच अनुभव. एक अनुभव छान सांगा जरा उदाहरण देऊन वगैरे. एकच अनुभव सांगता आला तरी चालेल.
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. मला वाटतंय, अ, कसं असतंय की ज्या प प्रकारे आपण जीवन जगत असतो किंवा ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश येतं ना, त्यावेळेस भरपूर आपला जो काही अ, म्हणतात ना, की मानसिक आरोग्य असू, जे काही आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी असू, हे कुठेतरी सर्वच बिघडलेले असतात. तर द माझ्याच आयुष्यातदेखील तसंच झालं. ज्यावेळेस मला त्या प परीक्षामध्ये म्हणा किंवा ज्या काही गोष्टींमध्ये अपयश आलं. त्यानंतर जो काही माझा कॉन्फिडन्स होता, तो कमी झाला होता. त्यानंतर जे काही माझी अ, म्हणतात ना, की माझा अ, मला एखाद्या विषयामध्ये अभ्यास करावा वाटत नव्हता. त्यानंतर अ, जे
अगदीच. नक्कीच. नक्की, तर काही शिकला नाही, तुम्ही शिकला काय ह्याच्यातनं? माझा प्रश्न असाच आहे की या सगळ्यातनं तुम्ही काय शिकला?
अ, नक्कीच-नक्कीच. अ, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अ, मी तेच सांगतो, की त्याच्यातून माझी कुठेतरी जी मानसिकता आहे, ही कुठेतरी ढासाळलेली होती. अ, नक्कीच मला वाटतंय त्या गोष्टीतून मी शिकलो, की आपण अ, अ, जरी आपल्याला एखाद्या गोष्टीत जर अपयश आलं, जरी आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश नाही मिळालं. तर त्या अपयशाला आपण अ, शेवट न मानता, कुठेतरी त्या अपयशाला नवीन सुरुवात मानायला पाहिजे आणि त्या अपयशातून आपल्याला ते अपयश आपल्याला कशामुळे मिळालं, आपण तशा गोष्टी शोधून त्याच्यावर जर काम केलं, तर नक्कीच मला वाटतंय की आपल्याला त्या अपयशातून भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकता येतात. जसं की मला स्वतःवर विश्वास ठेवणं, पुन्हा जर अपयश आलं, तर खचून न जाणं आणि अपयशामध्ये आपली जी मानसिक स्थिती आहे, ती कशी सांभाळायची? तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी मला त्या अपयशातून समजल्या आणि शिकायला मिळाल्या. तर मला वाटतंय त्या अपयशाने मला भरपूर सारं असं जीवनात अ, पुढे जर अपयश मिळालं, तर तू कसं हँडल करशील? तर अ, मला वाटतंय अशा भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या आणि त्या मी माझ्या जीवनामध्ये अ, त्या गोष्टींचा वापर करून नक्कीच यशाच्या दिशेने वाटचाल अ, केली.
नक्कीच. हे बघावं. हो. हो ना. आजही वापरता तुम्ही. हो. नक्कीच, तर तुम्ही काय अ, आता तुम्ही इतका छान मला तुमचा अनुभव सांगितलात. अ, तुम्ही काय-काय केलंत, ते सांगितलंत. तुम्हाला यशही मिळालं, तुमच्या आजूबाजूला आजकाल तुम्हाला अशी लोक दिसतात, की जे अपयशाने खचून गेलेले असतात. तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता, काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना?
अ, <chuckles> नक्कीच नक्कीच. पहा, मी तर म्हणतो 99% लोकाला अपयश येतं. फक्त 1% ल लोकं असतात आणि त्याच्यामधले बी 1% की त्यांना कुठेतरी पहिल्याच वेळेमध्ये, त्या गोष्टीमध्ये यश मिळतं. मी म्हणतो की माणसाला आय यशाची पायरी चढायच्या आधी, कुठेतरी अपयशाची जर पायरी चढली, तर त्या यशाची चव कुठेतरी वेगळीच असते. तर नक्कीच मी अशा लोकांना सांगेन, की जर तुम्हाला जीवनामध्ये अपयश आलं, जर तुम्हाला जीवनामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये अ, म्हणीन तेवढं यश नाही मिळालं. तर मला वाटतंय त्या गोष्टीला आपण अपयश म्हणून धरू नये. मी त्यांना एकच सल्ला देतो, की अपयश हे आपल्यासाठी कुठेतरी शेवट नसतो. अपयश ही आपल्यासाठी कुठेतरी एक नवीन सुरुवात असते. आपल्यासाठी एक नवीन संधी असते. तर त्या संधीला आपण कशाप्रकारे आपल्याला त्या संधीचा फायदा घेता येईल. आपण त्या अपयशातून कसे नवीन मार्ग काढूत आणि त्या अपयशातून ज्या काही आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला मिळतील. तर नक्कीच मला वाटतंय की त्या छोट्या-छोट्या गोष्टीच कुठेतरी आपल्याला मोठ्या यशात यशाच्या दिशेने वाटचाल करू लावतात. तर नक्कीच मी अशा लोकांना सांगेल की कुठेतरी अपयश अ, ला, आपण शेवट न मानता एक नवीन सुरुवात माना आणि नक्कीच कुठेतरी त्याच आत्मविश्वासानं, त्याच उत्साहानं, आणि त्याच जोशानं, कुठेतरी जे आपले स्वप्न होते किंवा जे काही आपले टार्गेट होते, ते अचीव्ह करण्याचा कुठेतरी प्रयत्न करा. तर नक्कीच मला वाटतंय, त्यांच्या जीवनात देखील एक ना एक दिवस यश नक्कीच येईल.
हो ना. हो ना, गोडवा येतो त्या यशात. हो ना. पुढे नेतात. हो. करा. नक्कीच. तर आता शेवटचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की अ, आता तुम्हाला पण अपयश आलं, तुम्ही म्हटलं समाजात अशी बरीच लोकं असतात त्यांना यश नाही मिळत. तर कुठे ना कुठे त्यांच्या घरच्यांचा, कुटुंबाचा, समाजाचा दबाव असतो त्यांच्यावर, त्यामुळे ते इतके खचतात? कारण आपण जेव्हा अपयशी होतो. तेव्हा आपल्याला समाजाला तोंड दाखवायला लागतं, घरच्यांना तोंड द्यायला लागतं. तर काय वाटतं तुम्हाला ह्यांचा काही योगदान आहे?
अ, <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, मला वाटतंय की अ, आपण काय करायला पाहिजे, "ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे." तर मला असं वाटतंय की आपण अ, लोकांचे नुसते ऐकले पाहिजे. परंतु जो काही आपला मन म्हणतंय जी काय आपला कॉन्फिडन्स म्हणतंय? तर मला वाटतंय त्याप्रकारे आपण काम केले पाहिजेत. निश्चितच मला वाटतंय की यश आलं तरी आपल्यासोबत क कोणी नसतं आणि अपयश आलं तरी आपल्यासोबत कोणी नसतं. आपल्याला एकट्यानेच लढावं लागतं आणि एकट्यानेच त्या गोष्टीमध्ये यश मिळवावं लागतं. तर निश्चित मला वाटतं की अशावेळेस आपण आपल्या, स्वतःवर विश्वास ठेवावा. स्वतःवर आपण आपले जे टॅलेंट आहे, त्याला कुठेतरी आपण अ, शोधून काढावे आणि आपल्याला काय चांगल्याप्रकारे करता येईल अ, त्यासाठी प्रयत्न करावा. अन जरी अपयश आले तर त्या अपयशातून आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी शिकून पुन्हा यशाच्या दिशेने कशी वाटचाल करावी. अ, हे शिकलं तर नक्कीच मला वाटतंय की आपल्या जीवनामध्ये एक ना एक दिवस नक्कीच कुठेतरी यश येईल.
बरोबर. हो ना. नक्कीच. आणि करावाचं. नक्कीच. तर खूप छान विषय होता आजचा. तुम्ही खूप अ, चांगल्या रीतीने सांगितलं की माणसाच्या आयुष्यात यश येतं, अपयशही येतं. जेव्हा अपयश येतं तेव्हा माणसाने खचून न अ, जाता नवीन वाटा आयुष्यात शोधाव्यात. तुम्ही उदाहरण तुमच्या आयुष्यातली दिलीत. खूप चांगलं वाटलं तुमच्याशी आज बोलून. तुमचे खूप खूप आभार!
नक्कीच. <chuckles> नक्कीच-नक्कीच. अ, मला देखील आपल्याशी बोलून अ, खरंच खूप छान वाटलं. चालेल-चालेल भेटूया. पुन्हा एकदा धन्यवाद!
धन्यवाद!